अ, पूर्वी कसं व्हायचं ना की अ, गावातून शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असं किंवा मग एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात आपले बाबा, आजोबा हे असे स्थलांतर होत राहायचे. तर मग तुम्हाला अ, काही असे अ, किस्से सांगता येतील का की बाबा, आजोबांचे स्थलांतराचे असे काही किस्से आहेत ते सांगणार का तुम्ही?
हो. नक्कीच आवडेल मला सांगायला. अ, माझ्याजवळ असे अ, फार अशा जुन्या आठवणी आहेत, की ज्या मला सांगायला आवडतील. अ, आजोबा तर नाही. अ, माझे आजोबा तर शेतकरी होते. अ, पण माझे वडील भारतीय सैन्यात होते. तर त्या भारतीय सैन्यात असल्यामुळे काय व्हायचं ना, की दर 3 वर दर 3 वर्षानंतर आमची बदली व्हायची, वेगवेग दर 3 वर्षानंतर. अ, ती बदली व्हायची आणि ती बदलीही अशी व्हायची, की जवळपास न व्हायची, की वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हायची ती बदली. आणि त्या बद ती बद त्या बदलीची आहे ना आम्हाला अ, सुरुवातीला फार अशी भीती लागलेली होती. म्हणजे भीती वाटायची. मला तर स्पेशली मला तर स्पेशली भीती वाटायची. मला आणि माझ्या आईला. कारण की माझ्या आईला लँग्वेज बॅरियरचा प्रॉब्लेम होता. म्हणजे लँग्वेज तिला फक्त मराठीच यायची. पण नंतर हळूहळू ती हिंदी शिक हिंदी शिकली आणि मी लहान होतो शाळेत. तर त्यामुळे मलाही फार प्रॉब्लेम यायचा. मग असाच एक किस्सा आहे. मला तो तुम्हाला सांगावासा वाटतो की
हो. अरे वाह! हं. अच्छा. हां. हो. हां अरे बापरे! हां. हो. हो. हां. हो. हं. हं. अरे बापरे! हो. सांगा. हां.
अ, माझ्या अ, बाबांची बदली झाली
हो.
केरळाला तिरुवनंतपुरमला.
अच्छा हां.
आणि ती बदली झाली सडनली अशी की एकदम मिडमध्ये म्हणजे अ, दिवाळीच्या नंतर अम दिवाळीच्यानंतर त्यांना तिथं जॉइन करायचं होतं. आता कसं महाराष्ट्र आणि केरळा डिस्टन्स जास्त आहे. तर त्यांना असं वाटलं की आता मी जाईल. परत हे क्वार्टर्स-वॉर्टर्स बघून परत येईल. त्यापेक्षा मी काय करतो यांना सोबतच घेऊन जातो. मला मला आणि माझ्या आईला. आणि दिवाळी अस आणि त्यांना दोघांना माहिती होतं की यांना धाक फार आहे की अशी बदली बदली झाली तर. माझ्या आईला कल्पना होती थोडीशी पण त्यांनी सांगितलेलं की याला सांगू नको म्हणून.
हां. हो. हो. हां. हो. हां, बरोबर आहे. हं.
जेणेकरून तो डिस्टर्ब होईल. एक तर काय शाळा त शाळा पण माझी मधीच सुटणार होती.
हो.
कारण की अ, आमचं कसं आहे ना, आमच्या अ, आर्मी स्कूल्स असतात. मिलेक्ट्री स्कूल्स तिथे काय तुम्हाला कधीही एडमिशन्स भेटत सं केंद्रीय विद्यालय.
हो. हो म्हणजे म माहिती असतं त्यांना की यांच्या पालकांमुळे होणार आहेत बाबा स्थलांतर अच्छा हां, ठीक आहे. मग तुमचा हा जो काही स्थलांतराचा प्रवास होता तो कसा होता? काय काय तुम्हाला अडचणी आल्या वगैरे म्हणजे?
पालकांमुळं. हां. काही नाही. दिवे दिवाळी होते दिवाळी होती आणि त्यावेळेस अ, त्यावेळेस काय होते आमची पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये होते मुंबईला. तर मग वडील म्हणे आपण यावर्षी आता जवळच आहोत आपण दिवाळी करायला तुम्ही घरी जा म्हणे.
हां. हां, हां. हो.
आणि मी तुम्हाला गाडीचं बस बसवून देतो आणि नंतर मी येतो म्हणे दिवाळीच्या वेळेस. दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या, त्यावेळेस. तर मग मी बोललो वडिलांना आम्हाला केंद्रीय शाळेमध्ये काय दिवाळीच्या सुट्ट्या 4च दिवस असायच्या आणि अ, दशेऱ्या हो, द दसऱ्यासाठी आम्हाला 10 दिवस सुट्ट्या असायच्या. तर मग अ, वडिलांनी सांगितलं नाही, नाही, आता नियम बदलत आहेत. हे होत आहेत. ते होत आहेत. पण मी म्हटलं आम्हाला तर आता दसऱ्याच्या सुट्ट्या झाल्याच. नाही, नाही, मी बोललो मा टीचरशी बोलणं झालं, असं तसं. म्हटलं बहुतेक झाले असेल. मग मला आणि माझ्या आईला त्यांनी बसवून दिलं आम्ही गावाकडे गेलो आणि मग वडील दिवाळीला गावाकडं आले आणि त्यानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. त्या चर्चा त्यांच्या चालू होत्या. पण मला नाही कळलं काही एवढं विशेष आणि मग आम्ही आलो हां. लहान होतो. एवढं लक्षही देत नाही आपण. मग आम्ही आलो आणि ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनचा प्रवास तर सुरू झाला आमचा आणि मग साधारणतः 1 दिवस लागायचा मुंबईला पोहोचायला आणि तो 2 दिवस सुरू झाला. मी म्हणलं बाबा आपण अजूनही मुंबईला पोहोचलो नाही, असं तसं, हे ते. नाही, नाही, म्हणे आपण काय म्हणे आपण फिरायला जातो म्हणे केरलामध्ये. तर मला एकदम जाम खुशी. म्हटलं केरलामध्ये फिरायला जातो ठीक आहे म्हणलं आणि काही नाही म्हणे माझं थोडंसं कामही आहे म्हणे आपण तिथं क्वार्टरमध्ये थांबू आणि मग परत येऊन जाऊ म्हणे.
हां, हां. हां. एवढ्या कमी? हां. अरे, बापरे! हं. हां. हां. हो. हां. हां. हां. लहान असतो तर एवढं लक्षही नाही देत आपण. हो, हां, हां. तेच. हो. हो. हां. हो. अरे, बापरे! हां.
मला थोडासा डाउट गेला तिथं. पण म्हणलं ठीक आहे.
अगदी बरोबर होता तुमचा डाउट घेणंही, म्हणजे <chuckles> शंका येईलच की नेहमी होत नाही ना, आता कसं होतंय. मग काय केलं?
हां. मग असा मग आम्ही गेलो, म्हणलं त्या हिशोबाने सामान-वामान तर जास्तच आणलेलं आहे म्हणलं. आणि त्यावेळेस काही हॉटेल्स-वॉटेल्स नव्हते. तर घरून जेवणाचं सामान-वामान भरपूर काही आणलेलं होतं आम्ही. मग आम्ही केरलाला पोहोचलो. आम्हाला ती गाडी घ्यायला आली. ती गाडी आम्हाला क्वार्टर्समध्ये घेऊन गेली आणि क्वार्टर्समध्ये जसं गेलो आम्ही, म्हणलं, "क्वार्टर्समध्ये का? गेस्ट हाऊसला का नाही?" ते, "नाही, नाही, नाही. म्हणे, आपण क्वार्टर गेस्ट हाऊस फुल आहेत म्हणे. आपण क्वार्टर्सलाच थांबू म्हणे." आणि मग जेव्हा
अरे वाह! हां. हां, हां. अरे, बापरे! तुम्हाला पूर्ण म्हणजे असं धोक्यातच ठेवल्यासारखं होतं. <laughs> हं.
हां, आणि क्वार्टर्समध्ये गेलो आणि जेव्हा आमचं घरचं सामान बघितलं मी तिथं थोडाबहुत जे होतं, ते पाठवलेलं होतं त्यांनी. मी म्हणलं, मग मी रडायला लागलो. म्हटलं, "तुम्ही तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात, असं तसं, हे ते?" "अरे, असं तसं." मग त्यांनी समजावून सांगितलं. मग ती पहिली रात्र कशीबशी मी काढली.
हां, हां. हां. अरे देवा! हां. अरे!
दुसरा दिवस सकाळचा बाहेर पडलो ते क्वार्टर्समध्ये. मग ते मुलांचा आवाज बिवाज ऐकून, आता तिथं सगळे मल्याळम लोकं. त्यांचं मला काहीच कळायला काही अर्थ नाही. आता त्यांच्यासोबत जाऊन बोलू कसं, की "मला खेळू द्या," का काय. त्याच्यानंतर मग माझे बाबा आले दुपारी. ते म्हणले, "तुझं शाळेच्या अ‍ॅडमिशनचा प्रोसिजर झालं. आपल्याला उद्या शाळेत जायचं." मी पहिल्या दिवशी शाळेत गेलो. आता कसं आहे मित्रही व्हायला वेळ लागतात. पण आता मित्र तेव्हा होतात ना, जेव्हा सुरुवात सोबत होते तेव्हा. आता ते मी एकदम दिवाळीच्यानंतर एकदम मग त्यांच्यासोबत जाऊन बसतोय डिसेंबरमध्ये. मग आता काय मैत्रीची अपेक्षा करणार मी? आणि ते एवढे 2 दिवस मला कठीण गेले. ते मुलं मला एवढे चिडवायचे, हे करायचे. मग मी घरी आलो. मी 4-5 दिवस ते गेलोच नाही. मी म्हणलं, "काहीही करा," म्हटलं, "तुम्ही मला हॉस्टेलला टाका," म्हणलं, "पण मला इथे ठेवू नका तुम्ही." मला घरी जाऊ दे.
हं. हो, तेच म्हणणार होते मी. हो. हां. हो. हो. हां. बरोबर आहे. बापरे! हां. <giggles> अरे, बापरे! <chuckles> टोकाचा निर्णय घेत होते तुम्ही. कुटुंबाला सोडून राहायची तयारी ठेवली तुम्ही. <chuckles> पण मग तुम्हाला त्या ठिकाणी जुळवून घ्यायचं नाहीये असं वाटत होतं का? की म्हणजे अ, तुमच्यापा तुम्हाला धोक्यात ठेवलं म्हणून जुळवून घ्यायचं नव्हतं का? ती जागा तुम्हाला आवडत नव्हती? काय अडचण झाली?
<sneezes> मला या अगोदरचे काही 1 2 अनुभव असे आलेले होते ना, की आता जिथं भाषेचं बॅरियर येतो आणि एक तर आपण लहान. कुठे जाऊ येऊ शकत नाही आणि घरात राहून-राहून किती राहणार माणूस. आणि एक असा महत्त्वाचा मुद्याचा प्रश्न आहे, की मला 100% माहीत आ माहिती असायचं, की आपल्या घरी चुकूनही कोणता पाहुणा-रावळा येणार नाही, नातेवाईक येणार नाही.
अ, हां. हो. अगदी बरोबर, हो. <giggles> अरे, मग छान होतं ना. तुम्हाला आवडत म्हणजे आवडत नाही का, की कोणी अ, आलेलं पाहिजे? असं पाहिजे का?
<laughs> तसं आवडायचं ना लहानपणी की मामा मामा यायला पाहिजे, काका यायला पाहिजे. त्यांच्यासोबत खेळायला. कारण की बाजू आजूबाजूला तर आपण काही मिक्सअप होत नाही आहे आणि घरात एकटा राहून-राहून किती करणार. मी काय सांगतो, साधा पोस्टमन जी चिठ्ठी आणून देत होता आणि ती सुद्धा ऑफिसमध्ये आणून देत होता. तो सुद्धा घरी येत नव्हता. म्हणजे त्याचाही चेहरा बघायचा काही प्रश्न नव्हता म्हणजे
अच्छा. नाहीतर हां. अरे! हां. अरे! <laughs> बरोबर.
रोज रोजचे चेहरे फिक्स ठेवलेले होते की कोण किती वाजता ड्युटी जातंय. त्याचा ड्युटीचा वेळ, ते मुलांचा. म्हणजे रोजचं सगळं फिक्स एकदम बोर होऊन बोर होऊन जातं फार.
हो. हो. हा तुमचा किस्सा झाला म्हणजे तुम्हाला जुळवायला कसं. पण मग तुमच्या कुटुंबालाही त्रास झाला का तसा? म्हणजे आईला अ, तुम अ, आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी कसं जुळवून घेतलं तिने? कारण आता बघा नवीन ठिकाण म्हटलं म्हणजे अन्न-पाणी सगळंच विचारावं लागतं ना स्वयंपाकासाठी वगैरे. मग तिने कसं जुळवून घेतलं? तिलाही म्हणजे अडचण येत होती का?
तिला अ, नेहमीच अडचण यायची भाषेमुळं. कारण की काय होतं ना बहुतेक ठिकाणी काय हिंदी मधून थोडासा संवाद साधायचा प्रयत्न करायचा आणि पूर्वी काय होतं ना की अ, ज्याकाही हाउसवाईफ होत्या ना, त्या फार अ, ग्रामीण भागातल्या होत्या. तर त्याच्यामुळं त्यांची पकड जी त्यांच्या स्थानिक लँग्वेजवरच असायची. हिंदीवरही नसायची आणि माझ्या आईला तर मराठीच. हिंदी तिला व्यवस्थित येत नव्हती. पण थोडं बहुत तिला हिंदी शि शिकली होती. मग तेच त्यांचं थोडंसं हातवारे करून मग आपल्या घरात काही स्पेशल बनलं तर त्यांच्या घरात काही नेऊन द्यायचं. ते एक जवळीक निर्माण करण्यासाठी.
अरे, हां. हो. हो. अगदी बरोबर. हां. हां. हां. हो, बरोबर आहे. ते आपण सुरुवातीला तसं करतो. हां.
मग त्यांच्या घरात ते जमलं. मग ते आण ते ते त्यांच्या घरात काही विशिष्ट पदार्थ बनलं, ते आणून द्यायचे. मग ते हातवारे करणं मग ते भाजी निवडायला बसायचे बाहेर उन्हामध्ये. मग इशारे कसे काय. ते हातवारे थ्रू चालायचं आणि मला 1 किस्सा आठवतोय की माझं 4-5 महिन्यानंतर माझा 1 मित्र बनला तिथं क्वार्टर्समध्ये. एक एक अ, 1-2 क्वार्टर सोडूनच माझा मित्र बनला तिथं क्वार्टर्समध्ये. मग अ, 1-2 तो मला सोबत घेऊन जातो त्याच्या त्यांची जी मल्याळम गँग होती त्याच्यामध्ये की तर सांगायचा न्यू अ न्यू आहे. असं-तसं आता. ते शाळेत जाणार मुलं तर थोडं-बहुत बोलायचे ते.
हो. हं. हो. हां. हां. हां. हां. हां.
त्यांना थोडी बहुत हिंदी कळायची. तर मग ते थोडंसं जुळायला लागलं आणि नेमकं काय झालं, माझ्या आईचे आणि त्याच्या आईचे कशावरून तरी वाद पेटले.
हो. अगदी बरोबर. अरे, देवा! बाप रे! मग काय झालं? अ, कारण भांडणही कोणत्या भाषेत करणार, असं झालं. <laughs>
मी माझ्या आईशी. पण ते आ आता ते आता ती काय बोलत होती, ती त्या त्याच्या त्याच्या आईलाच माहिती आहे, ती काय सांगत होती. पण माझ्या आईला असं झालं की ती मलाच बोलते का? मग माझी आई सुरू झाली तर मग त्यांना काही कळू नाही लागलं. त्यांना असं वाटतं, ही आम्हा मग त्या बायांना काय झालं, की सगळ्यांनी मिळून ही बाई, बाय ही बाई ना, आपल्या सगळ्यांना काहीतरी बोलू लागली. त्या एका बाईने असं भासवलं. मी म्हणलं अरे, यार मी म्हणलं, इथून-तिथून माझा जुळत नव्हतं. आत्ताशी कुठे एक मित्र झाला. तू कशाला भांडणं करू लागली म्हणलं?
हां. अरे देवा! अरे बाप रे! हो ना. अरे देवा! अ, पण मग आता हे झालं तुमच्या बाबांचं म्हणजे स्थलांतर. मग असं तुमचे आजोबा वगैरे, ते तुम्ही म्हटले की शेतकरी होते असं. तर मग तरी तुम्ही तिथून इथे आले होते. त्यामुळे तुमच्या बाबांनाही थोड्याफार अडचणी, काही म्हणजे म्हणतो ना, की सामोरे जावं लागणं असणार. त्यांचे काही त्यांनी काही तुम्हाला लहानपणी असे काही त्यांचे काही किस्से, गोष्टी काही सांगितले आहे का असं?
हं, हं.
की बघा आपले आजी-आजोबा असे करायचे. आपण इथे होतो. आता इथे आलोय असं काही.
हो. सांगितलं ना अ, सांगितलं त्यांनी. त्यांच्यावर काही जिम्मेदारी थोडी जास्त त्यांच्यावर जिम्मेदारी ते घरातले मोठे होते आणि त्यांच्यावर जिम्मेदारी जास्त होती. तर माझ्या आजोबांना असं वाटायचं, की त्यांनी शेती केली पाहिजे. आणि बाकीच्या मग त्यांचे जे भाऊ आहेत, की त्यांच्या मग त्यांना कसं, त्यांचा त्यांच्या शिक्षणावर थोडासा भर वाढेल किंवा मग त्यांना पुढं चालून काही मदत भेटेल. पण त्यावेळेस मग अ, माझ्या वडिलांना असं होतं, की बाबा मला नोकरी करायला शहरात जायचं आहे. तर मग ते घरचे, आज आजोबा ऐकायला तयार नव्हते. मग माझे वडील अ, त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन पळून
हां. हं. अच्छा. हां. हो, हो. हो. हो. हो. अरे बापरे! <chuckles> अ मग तुम्हाला हं, हा जो काही तुमचा किस्सा होता, मग त्याच्यावरून तुम्हाला असं वाटतं का की वडिलांनी जे केलं, ते अगदी योग्यच केलं? कारण तुम्ही तिथे राहिले असते, तर तुमचं शिक्षणावर त्याचा म्हणजे परिणाम झाला असता. तुम्ही आता वडिलांनी चांगले शिकले, मोठे झाले, म्हणून तुम्हालाही चांगलं शिक्षण देऊ शकले ना. काय मत आहे तुमचं? का तिथेच राहायला हवं होतं?
पळून शहराच्या ठिकाणी आले. आणि मग हो. नक्कीच. आता वडील घराच्या बाहेर पडले, शहरात आले. म्हणजे गावातून, ग्रामीण भागातून शहरात आले. शहरात आले. त्यांनी फार स्ट्रगल केलं. त्याच्यानंतर ते सैन्यात भरती झाले. मग जेव्हा भरती झाले, त्यानंतर ते गावाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, की मी आता सैन्यात भरती झालो. मी नोकरीला लागलो. मग त्याच्यापासून काही भरपूर फायदे भेटले आणि मग त्यांनी त्यांच्या भावांना आणि बहिणींना शहरामध्ये शिक्षण दिलं, हॉस्टेल्सला ठेवलं, बऱ्याच ठिकाणी नव-नवीन ठिकाणी फिरवलं. तर जेणेकरून आज ते सरकारी न सगळेच सरकारी नोकरीवर.
हां, हां. हो. हां. हो. हां. अरे वाह! फारच छान. म्हणजे ते म्हणतात ना, की एक पिढी शिकली, की पुढच्या चार पिढ्या आपोआप शिकणारच, असं म्हणता येईल. एक म्हणजे, एका पिढीला जरी तुम्ही शिकवून दिलं, तर पुढच्या पिढींना ते म्हणजे परंपरेने, वारसाने जात जातात गोष्टी. तसं तुमच्याही बाबतीत झालेलं दिसतंय. अ, आज मग तुम्ही आजच्या पिढीला असं काही स्थलांतराविषयी म्हणजे चांगले-वाईट काय अ, सल्ले देऊ इच्छितात? किंवा म्हणतो ना, की अ, जे पिढीचं स्थलांतर होतं, त्याचा काय ठसा बिंबवणा बिंबवला जातो पुढच्या पिढीवर?
हो. नक्कीच. अ, मला असं सांगायचं आहे, की प्रत्येक गोष्टीचे क कसे 2 पैलू असतात. 1 चांगला आणि 1 वाईट. आता मी लहान होतो त्यामुळे मला ते वाईट पैलू दिसायचे त्या गोष्टीचे, पण आता जसं मी समजदार झालो. मला कळायला लागलं. तर मला एक चांगला अनुभव आला, की मी फार लहान वयातच बाहेरगावी फिरलो, ठिकठिकाणी फिरलो. स्थलांतर बघितलं मी. भरपूर काही शिकायला भेटलं. त्या गोष्टीमुळे मला काय झालं ना, कॉन्फिडंट बिल्ड झाला. त्यांचं कल्चर माहिती पडलं. ते लोकं कसे, कुठ कुठल्या राज्यातले लोक कसे आहेत, कुठल्या राज्यात कसं फिरायचं, हे फिरायचं आणि तोच अनुभव मला काय झाला तर जेव्हा मी बाहेर होतो नोकरीनिमित्त मी बऱ्याच काही राज्यांमध्ये मला फिर अ, फिरायची संधी भेटली, जावं लागलं. तर मला तो प्रॉब्लेम फेस नाही झाला त्यावेळेस कारण की मी ते कल्चर ऑलरेडी माझ्यामध्ये अडॉप्टेड होतं.
हां. हो. हां. हं. हो. हां. हो, हो. सवय झाली होती तुम्हाला त्या गोष्टींची. हां.
सवय झालेली होती. सवय झालेली होती लहानपणापासून आणि ती भीती जी असते ना, ती भीती माझ्या मनातून निघून गेली होती आणि मला एक चॅलेंज म्हणून ते घ्यायला फार आवडत होतं, की नाही चला ठीक आहे. आपण बाहेर जाऊ. मला कधीच असं वाटलं नाही की अरे, आपण कसं सर्वाईव करायचं? कसं हे करायचं कारण की आपल्याला माहित होतं आपण हे लहानपणी ऑलरेडी केलेलं आहे.
हं. हां. हां, हां, बरोबर.
आता तर काही प्रॉब्लेमच येणार नाही. त्याच्यामुळं मीही माझ्याही मुलांना मी असंच करेल, की बाबा ते जसं-जसं त्यांना कळायला लागलं, तर त्यांना थोडंसं बाहेर ज जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देईल. परदेशात म्हणा किंवा बाहेर राज्यात म्हणा शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त म्हणा, की जेणेकरून
अगदी. हो, हो. अगदी हो.
त्यांना काय आहे, तिकडचं कल्चर, परत आपण काय करायचं? काय नाही करायचं? जेव्हा स्वतःवर येते तेव्हाच माणूस शिकतो.
हं. हो. अगदी खरं आहे हे. म्हणजे एक म्हणता येईल, की अ, तुमच्या बाबांनी आजोबांनी जे स्थलांतर जे काही केलं, तो म्हणजे एक फक्त प्रवास नव्हता. ते त्यांचे म्हणजे म्हणतो ना, की त्यांचे स्वप्न होते. जे काही म्हणतो ना, त्यांचं धैर्य दाखवलं, ते बदल केले. ते बदलांचे चांगले परिणाम आज तुम्ही सगळे बघत आहेत. तर मग म्हणजे एकूण त्यांचं स्थलांतर करणं हे तुमच्यासाठी अ, फायद्याचं ठरलं. जर तेव्हा ते शहरात नसते आले, तर तुम्हाला एवढं चांगलं शिक्षण वगैरे नसतं मिळालं आणि म्हणजे पुढचं जीवन तुमचं एवढं सुखमय नसतं झालं. असं म्हणता येईल की नाही?
हं, हं. अ, हो. नक्कीच ना, कारण की बघा स्थलांतर झालं त्याच्यामुळं प्रगती झाली आणि ते स्वतः प्र प्रग त्यांनी स्वतः प्रगती केली. पण त्यांच्यासोबत काय झालं ना, त्यांच्या भावांनी पूर्ण संपूर्ण कुटुंबाचंच आयुष्य बदललं ना. सगळे फिरायला लागले. सगळे चांग चांगल्या शहरामध्ये आहे. आता त्यांची मुलं परदेशात आहे.
हो. हो. हो. अगदी बरोबर. अरे, बापरे! म्हणजे बरोबर आहे. असं म्हणजे प्रगती ही होते स्थलांतरामुळे. म्हणजे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून हा सगळा म्हणतो ना, की किस्सा ऐकून. मला ही मज्जा आली फार. पुन्हा भेटू आपण. पुन्हा बोलू जर कधी संधी मिळाली तर. धन्यवाद.
तेच मलाही मलाही फार छान वाटलं बोलून. धन्यवाद.
हो. धन्यवाद.